अं, खरं सांगायचं तर "कालाय तस्मै नमः" म्हणजे <chuckles> अगोदर जसं रेडिओ कल्चर इतकं छान होतं. पण रेडिओमध्ये आपल्याला दिसायचं नाही, की कोण कलाकार आहे?
म्हणजे अच्छा. हां, काय म्हणालात तुम्ही, ह्या ह्या आधीच म्हणजे एक संस्कृत वाक्य होतं का ते?
हां, मी म्हणाले, "कालाय तस्मै नमः," म्हणजे जसं काळ पुढे जात जाईल
नमः ओके, "कालाय तस्मै नमः." हं, हं.
हां, जसं काळ बदलत जाईल तसं तुम्हाला बदलावं लागतं. हो.
बदलावं लागेल, अच्छा. असा त्याचा दडलेला अर्थ आहे. म्हणजे काळानुसार बदल हा गरजेचाच आहे, असं. हं, हं, हं.
हो. हो. त्यामुळे तसं आणि तसं म्हणायला गेलं, तर अ, टेक्नॉलॉजी जशी पुढे-पुढे जात चालली आहे.